हां, म्हणजे म मग ते अ, वय निघून गेल्यावर एकतर फॉर्म नाही भरता येणार एलिजिबल तर नाहीच नाही आणि 1 अ, रख रख जसं म्हटलात तुम्ही मनात वाटते की "अरे मी केलं असतं, केलं असतं" ते नको मला ते काढायचं होतं कुठूनतरी. पण मी पण मग प्रॉपर 1 कॅल्क्युलेटेड रिस्क घेतला, असं नाही की पूर्ण ब्लाइंडली गेलो. अ, मी असं डिसाईड केलं होतं, की जास्तीत जास्त मी 2 वर्ष यामध्ये करणार, प्रयत्न करणार आणि आणि माझं असं असतं मी कोणतीही गोष्ट करायची ठरवली ना, मग त्यामध्ये प्रॉपर अ, म्हणतात ना घुसून करतो. म्हणजे जेवढं होईल तेवढं फोकस होऊन किंवा आपण म्हणतो ना की लेसर फोकस अटेम्प्ट आपण द्यायचा, असं नाही की अ, टाईम पासमध्ये देतात बघा काही
हो ना. हं. बरोबर. अरे वाह! हं, हं, हं. वाह! बरोबर. हां. म्हणजे "झालं तर झालं, लागला तर लागला तुक्का" असं नाही.
हां, हां. तसं नाही, तसं नाहीच म्हणजे मी कोणतीच गोष्ट तशी करत नाही आयुष्यात. केलं तर सिरियसली करतो.
किती छान, म्हणजे एक चांगली सवय तुमच्या अंगी आहे ती.
हो, नक्कीच. तर अ, अशी मी गोष्ट करायचं ठरवलं आणि अचानकपणे मी रिजाइन केलं आणि त्या वेळी रिजाइन करण्याच्या आधी अ, मला आई-वडिलांशी अ, थोडा संवाद करावा लागला. त्यांना सांगावं लागलं, त्यांना पण थोडा शॉक लागला आहे ना आणि "अरे सगळं काही चांगलं चालू होतं आणि <chuckles> त्यांचं पण वेगळंच चालू होतं. आम्ही मुली वगैरे बघत होतो नाही का तुझ्या लग्नाचे" <chuckles>
अच्छा. हो. बरोबर, ते प्रत्येकाला एक अपेक्षित असतं की आता म्हणजे एक आपली समाज रीत आहे, की परीक्षा अ, शिक्षण झालं. "नोकरी लागली आता छोकरी" आणि मग छोकरी आल्यानंतर मग आहे पुढे फॅमिली वाढवा, तुमची मुलं बाळ होऊ द्या, घराचं गोकुळ करा. हे प्रत्येक पालकाची एक कॉमन हे असते. पण मग जेव्हा तुम्ही हो, पण जेव्हा तुमच्याकडे तुम्ही हा डिसिजन सांगितलात आई वडिलांना. मग त्यांच्या रिअ‍ॅक्शन्स काय होत्या, म्हणजे पॉझिटिव्ह होत्या की निगेटिव्ह होत्या काय होत्या?
हां. जॉब झाला. बस. हं. बस. एक अ, जनरल आपला ट्रेंड आहे. हो.

अ, शॉक झाले खरं तर, ते. म्हणजे काय? सर्व काही चाललं होतं सुरळीतपणे, अचानक काय आहे? म्हणजे जॉबपण चांगला आहे. असं नाही, की अ, टाईमपास जॉब आहे. चांगल्या कंपनीमध्ये आहे. माझं करिअर पण चांगलं चालू होतं आणि अचानकपणे "असं का?" अ, ते विचारायला लागले मला नाही का? आणि
बरोबर, हां. कुणालाही साहजिक वाटणार, की एवढी नोकरी चांगली आहे, पगार चांगला आहे, तर अचानक हे भूत कुठून उड आलं डोक्यामध्ये.
हां. <chuckles> तेच जसं भूत म्हटलं ना तुम्ही, मी म्हटले, माझे वडीलतर म्हटले अ, वडील तर थोडे सपोर्ट करत होते, पण आई थोडी ही करत होती. म्हणजे आईला वाटत होतं याचं लग्न करून मोकळं व्हावं एकदाचं. म्हणजे अ, तो आणि अ, आई काय म्हणत होते, की "हे कोणी तुझ्या डोक्यामध्ये कीडा घुसवला ना, <chuckles> की यूपीएससी सांग."
हो. बरोबर. <laughs>
"कुठून आलं हे?" आहे ना. अ, मी म्हटलं "घरीच बघ ना, आपल्या नाही का सरकारी नोकरी दादा" म्हणजे दादा वडिलांना म्हणतो मी. तर त्यांना जॉब आहे. ते रिटायर झाले होते तेव्हा. माझे भाऊ पण अ, चांगल्या रँकवर आहे, म्हणजे असं पण अ, मला वाटत होतं ना, की आपण पण करायला पाहिजे. ही तर एक भावना होती, म्हणजे असं नाही की फक्त फॅमिलीमुळच मला मोटिव्हेशन भेटलं. दुसरं कारण हे होतं, की मी खरं सांगायचं जॉबला नाही मी बोर झालो होतो खूप. <chuckles> तेच-तेच, तेच-तेच काम करून रूटीन लागतो ना, आप
बरोबर. बरोबर. एक रुटीनमध्ये नव्हतं पडायचं, मग काय केलत? मग केलात तिथे प्रयास आणि पुढे काय झालं मग?
केला. नक्कीच, मग मी प्रयास केला जोमाने अ, स म्हणजे घरच्यांना पटवलं, मनवलं आणि अं, मी गेलो दिल्लीला. क्लास वगैरे लावला नाही का, कोचिंग वगैरे केली. अ, तिकडं पी जीमध्ये राहिलो. पीजीमध्ये तर आम्ही चौघजण होतो, पण तिथं अभ्यास तर होत नाही, मग रीडिंग वगैरे लावावी लागली सेपरेट. 11-11, 12-12 तास तर तिकडंच राहायचो, मी बाहेर फक्त झोपायला यायचो नाही का. म्हणजे एक प्रकारचं स्ट्रगल त्यांचं वेगळंच असतं यूपीयससीवाल्यांच.
हो. बापरे! हम्म. वेगळं असतं, हो आणि तिथे जीव तोडून मेहनत घेतात लोकं. अक्षरशः दिवसाची रात्र करतात. 22-22 तास अभ्यासात असतात, ते गडलेले.
खूपच मेहनत करावी लागते हं.

खरंच सांगायचं तर, केव्हा दिवस होते, केव्हा रात्र होते, मला काही कळतच नव्हतं. एवढा मी, जसं मी सांगितलं ना, घुसून करतो मग एकदम लेग्जर फोकस. अ, मी केलं ट्राय केला प्रयत्न, तर अ, पहिल्या अटेम्प्टमध्ये जसं माझं प्रिलिम्स वगैरे झालं ना, अ, म्हणजे क्रॅक झाली माझी प्रिलिम्स. तर अ, मी तर अ, म्हणजे एकदम सातव्या आसमानावर होतो, <chuckles> म्हणजे अ, असं म्हणाल की नेक्स्ट
बरोबर. हं, हं, हं. अरे वाह! किती छान. अ, की हे माझ्या रक्तात आहे, हे मला येणारच.
येणारच आणि म्हणतात ना की नाही आता नेक्स्ट देशाचा टॉपर मीच आहे म्हणजे फर्स्ट रँक नाही का. <chuckles> अ, आणि खरंच असं होतं बरं का, जेव्हा आपलं अ, खूप मेहनत करून आपण कष्टाचं चीज होतं ना, आपल्याला कॉन्फिडन्स खूप यायला लागतो म्हणजे आपण म्हणतो ना, "लात मारेल, तिथ पाणी काढेल." हां. आणि मग तेच मी सांगणार होतो की कॉन्फिडन्स जेव्हा येतो ना खूप अ, ते एक लिमिट असते किंवा रेषा असते ज्याच्या पलीकडे गेलं ना, त्याला आपण ओव्हरकॉन्फिडंट म्हणतो. हे ना. अ, ओव्हरकॉन्फिडंट खरं सांगायचं तर, नव्हतो मला असं मी तेव्हा वाटत, पण काही चुका अ, माझ्या झाल्या मी हे पण मान्य करतो असं नाही की मग मेन्सची जेव्हा मी प अ, तयारी केली, म्हणजे दिली एक्झाम. तर टाईम मॅनेजमेंट कुठतरी चुकलं माझं. कारण की प्रिलिम्स ईझी असतं प्रिलिम्समध्ये काय अ, मार्क करावे लागते फक्त आम्हाला. राइट-राइट कोणतं राइट आहे, रॉंग आहे.
मीच आहे, बरोबर. हां. खूप. ओव्हरकॉन्फिडंट होतो आपण. बरोबर. हं, हं, हं. खरं आहे. हो. बरोबर. एक मल्टी अ, क आन्सर क्वेशन्स असतात त्याच्यामध्ये. एम-सी-क्यू असतात. हां, मल्टिपल चॉईस क्वेशन्स असतात आन्सर्स असतात.
हां, येस एम-सी-क्यू टाइप असतं. एक्झॅक्टली. हां आणि मेन्समध्ये तसं नाही ना, रायटिंगमध्ये असतं. माझ्या डोक्यामध्ये खूप
मेन्समध्ये तुम्हाला कंपल्सरी सगळं लिहून थियरीज द्यावी लागते संपूर्ण.
थियरी लिहावी लागते. म्हणजे लिटरली आपले अ, ट्रॅडिशनल एक्झाम्स कशा असतात, तसं असतं पेन अन पेपर आहे ना. अ, तसं मग, त्यामध्ये मला असं लक्षात आलं जे माझ्या डोक्यामध्ये जेवढ्या स्पीडनं कंटेंट आहे, तेवढ्या स्पीडनं माझं येतच नाही आहे. स्पेशली माझं झालं म्हणजे फक्त ऑप्शनलमध्ये माझं नाही झालं म्हणजे लेन्ग्थी पेपर असा वाटला मला थोडा आणि त्यामुळे माझं होऊ शकलं नाही, अ, दुर्दैवाने. एवढा एवढा मी हे झालो तेव्हा म्हणतात ना, एकदम ब्रेक अ, हो गया मैं. अ, अ, त्याहून
बरोबर. बरोबर. अरे! राइट. पण मग तेव्हा पहिल्यांदा, जेव्हा आता मेन्सचे रिझल्ट आले, तेव्हा म्हणजे काय वाटलं?